सीबीएससीकडे जायचं म्हंटलं म्हणजे कसं असतं एक फार मोठा गॅप कव्हर करणं. कारण इंग्लिश हे आपण जे गावाकडे शिकतो ती ए, बी, सी, डी, या याच्या पलीकडे काहीच नाही. किंवा नाव किंवा गाव बस. आपण एकदम नॉर्मल जेवढी एका गावातल्या लोकांना अ, कामाची असते, तेवढीच आपण इंग्लिश शिकतो.
हं. हो, नक्कीच, नक्कीच. म्हण हं. बरोबर, हं. बरोबर, बरोबर. म्हणजे त्यांना वाचता येईल एवढंच, जास्त काही नाही. हं.
हां, बस. वाचता येईल एवढंच. आणि तेच जर सीबीएससी पॅटर्नमध्ये आपण गेलो तर तिथे लेकरांपासून इंग्लिश बोलतात. अ, ते आपल्याला ते काही समजत नाही. तर अ, मी अचानक मला माझ्या वडिलांनी अ, समजा सेमी इंग्लिश अ, शाळेतून सीबीएससी पॅटर्नला टाकलं. तर अ, तिथे कसं झालं ना, मामा-मामींकडे कारण आता घरच्यांच्या सर्वांच्या अपेक्षा पहिल्यांदा गावातून मुलगा बाहेर गेला एवढा पैसा ₹50,000-₹60,000 त्यांनी माझी फीस भरली आहे. घरच्यांच्या वगैरे अपेक्षा आणि
हं. बरोबर. बरोबर. हं, बरोबर. बरोबर. हं. बरोबर. हं.
कुठेतरी कसं झालं ना, की माझ्यावरती सगळा दबाव येऊन गेला आणि जेव्हा मिड टर्मचे पेपर आले समजा
बरोबर. हं.
तेव्हा मी काय करायचो म्हणजे आता मी लहान होतो मला एवढ्या गोष्टी कळायच्या नाही. तेव्हा मी अन् मी माझे पेपर्स ना, मी पेपर्सला जायचो, तर माझं ना, ते मोठे-मोठे प्रश्न असतात बघा, एकदम लाँग टर्म आंसर असतात. ते ते मला वाचणं खूप म्हणजे असं, आठवण करायला मला खूप कठीण जायचं. तर मी काय करायचो ना, ते क्वेशन्स मी घरी मला मामी विचारायची, "काय रे बाळा, तू अभ्यास केलास का?" मी मामीला म्हणायचो, "हो." "तुझे आता पेपर येताय बरं का." मी म्हणाय मी मामीला म्हणायचो, "हो माझे पेपर येताय." तर अ, मग मामी मला म्हणायची, मग ते माझ्या अभ्यास घ्यायचा. अभ्यास वगैरे घ्यायचा त्या माझ्या. तर मग ते ना मला मला विचारायच्या, की "काय रे बाळा, हे मोठे क्वेशन्स येतात का तुला?" मी त्यांना म्हणायचो, "नाही म मी आमच्या टीचरने आम्हाला सांगाय सांगितलं की मोठे क्वेशन पेपर मध्येच येणार नाही." म्हणजे मी त्यांना खोटं बोलायचो. कारण आता आता एकदम अचानक मी बाहेर आलेलो त्या गोष्टींच आणि एवढं इंग्लिश मला नाही पाठ व्हायचं तेव्हा आणि लहान असल्यामुळे मला त्या गोष्टी समजायच्या नाही, की आपण खोटं बोलतोय की आपण ही चूक करतोय. आणि कसं असतं ना, एक खोटं बोललं किंवा एक चूक केली, तर ती लपवायसाठी आपल्याला अजून 100 खोटं किंवा चुका कराव्या लागतात. हो आणि मग
हं. हं. बरोबर, बरोबर. हो. असं का? हं. हं. हं. हं. बरोबर, हं. हं. हं. बापरे! हं, बरोबर. हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. हं. खोटं बोलावं लागतात. नक्कीच, नक्कीच. मला इथे एक विचारायचं आहे तुम्हाला, की जेव्हा तुम्ही म्हणजे गावावरनं सीबीएससीत आले शिकायला मग आणि जेव म्हणजे तुम्हाला 1-1.5 महिना झाला असेल त्या शाळेमध्ये शिकत असताना. तर तेव्हा तुम्हाला प्रथमदर्शी असं वाटलं नाही का? अरे, आपण चूक केली इकडे येऊन किंवा आपण तिथेच गावीच बरं होतो? असं.
हां, बोला ना. हं. हो ना, चूक चूक म्हटलं म्हणजे बघा ना, तुम्ही. आता तुम्ही एका मराठी पोराला इंग्लिश शाळेमध्ये नेऊन टाकताय, जिथं तो मराठी मुलगा असा होतय, की त्याला कळतच नाहीये, की हा ह्याच्याशी काय बोलला की मॅडम आपल्याशी काय बोलली, ती तर एक अशी वेगळी चूक वाटत होती मला, की आपण कायच केलंय हे, असं मला असं वाटायचं, की मी पृथ्वीवर पृथ्वी सोडून दुसऱ्या कोणत्या जरी जगात जाऊन दुसऱ्या पृथ्वी किंवा मार्सवर जाऊन बसलो. माझ्या अवती-भोवती फक्त माझ्यासारखे दिसणारेच सगळे एलियन आहेत. पण ते वेगळी भाषा बोलतायत. ती माझ्यासाठी एक चूकच होती.
हं. हं. बरोबर, हं. हं. <chuckles> बरोबर, बरोबर. हां, हां. बरोबर.

हं, मग काय झालं, की तुमचे मामी ते तुमचा अभ्यास घ्यायचे आणि तुम्ही त्यांना सांगायचं की मोठे आहेत हं.
हां. आणि त्याच्यानंतर कसं झालं मग अ, पेपर्स वगैरे झाले आणि मला त्यात अ, फार कमी मार्क्स मिळाले आणि मग मी आणखी एक चूक केली, की मी ते मार्क्स वगैरे लपवायला चालू केलं मामीपासनं आणि ते भरपूर चाललं असं. तर तिथं आमच्या एक तमिळ ट्युशन्स टीचर होत्या. त्या माझ्या मामीच्या फ्रेंड होत्या. तर त्या तमिळ टीचरने काय केलं एक दिवस, त्यांनी माझ्या बॅगमध्ये ते पेपर्स वगैरे बघितले. तर अ, त्यांना असं झालं, की ह्याने घरी दाखवलं असेल की नाही? तर अ, अशाच एक दिवस त्यांनी त्यांचे कॉल वगैरे चालू होते वाटतं. तर त्यांनी मामीला असं सहज विचारलं, "अभयचा रिझल्ट लागितला लागलाय बघितलास का तू?" तर मामी त्यांना बोलल्या म्हणे, "त्याचा रिझल्ट लागला? मला तर असं काही माहितीच नाही." आणि तेव्हा मी पकडला गेलो आणि मला खूप म्हणजे इतकं वाईट वाटलं होतं ना, माझ्यासाठी ती माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी चूक अशी झाली. कारण
हं. अरे बाप रे! हं. हं, बरोबर. हं. हं. हां. हं. हं. हं. बाप रे! हं. अरे बाप रे! हं. बरोबर.
आपण कोणी अनोळखी म्हणजे आपल्या रिलेटिव्हच्या घरी राहतोय. आपल्या आई-वडील आपल्यावरती पन्नास साठ हजार रुपये खर्च करतायत आणि त्यातनं आपण खोटं बोलतोय. तर ही तर कोणासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ना.
हम्म. नक्कीच, नक्कीच. बरोबर. मग तुमच्या भावना काय होत्यात, जेव्हा तुम्हाला असं जाणवायला सुरुवात झाली?
भावना म्हणजे आधी तर जेव्हा सर्व ते म्हणजे माझ्या मामींना कळालं, की माझा रिझल्ट लागला, तेव्हा तर अगदी मी इतका घाबरलेलो होतो, की मला त्यांच्यापुढे जायची सुद्धा हिम्मत नव्हती, की मी आता मामीपुढे कसा जाऊ किंवा मामांपुढे कसा जाऊ किंवा घरच्यांना हे जेव्हा सांगतील आपल्या, की "तुमच्या मुलांनी असं-असं केलंय." तर मग मी तेव्हा त्यांना काय उत्तर देऊ. पण हे सर्व तर भीतीच झालं आणि मनात एक होतं सुद्धा, की आता हे आपल्याला इथून वापस पाठवतील का? आपल्याला परत आपल्या गावी जावं लागेल का? आपल्या आई-वडिलांना आपल्याला काय तोंड दाखवता येईल? हे सगळं माझ्या डोक्यात त्यावेळी विचार चालू होते.
हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. बरोबर, हं. बरोबर, हं.

आणि मग त्यांनी सांगितलं वगैरे, माझ्या आई-वडिलांनी समजून घेतलं आणि नंतर काही दिवसांनी मामी वगैरे पण शांत झाली. पण मग माझ्या मनात एक होतं, की आपण ह्यांच्याशी खोटं बोललोय. हे आपल्याला म्हणजे आपल्याला तरी आपल्याला एवढं प्रेम करतायत. आपल्याला प्रेमाने वागवताय. तर तिथं ना, माझे त्याच त्याच तमिल टीचर कडे माझे अबॅकस चे क्लासेस होते. तर अ, आमचं कसं व्हायचं ना, म्हणजे मंथमध्ये किंवा 2 मंथमध्ये आमची एक टेस्ट व्हायची. तर मग अ, मी असं ठरवलं होतं, की म्हटलं ठीक आहे. आपण अभ्यासात नाही करू शकलो तर कमीत कमी यात तरी करू आणि मी त्यानंतर त्या गोष्टीत मेहनत करायला लागलो, की मला एक मी एक ध्येय ठ ठरवलं, की हा ठीक आहे. आता हे नाही झालं ना तर आपण हे तरी करूया. मग मी त्या गोष्टीचा अभ्यास करायला लागलो. म्हणजे अबॅकस चे क्लासेस रेग्युलर करायला लागलो. त्या पूर्ण अभ्यास करायला लागलो आणि मला त्यावेळेस म मला माहिती आहे, मला ट्युशनमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स पडले होते. पण माझी मला मामींना सांगायची हिम्मत नव्हती, की मामींना असं म्हणजे मला मा माझं स्वतःचच वाटत होतं, की यार आपण एकदा खोटं बोललोय. मामीला आता असंच वाटेल, की नाही हा परत खोटं बोलतोय आपल्याशी हां, पुन्हा खोटं बोलतोय म्हणून. तर मी मला एवढे चांगले मार्क्स पडून सुद्धा मी मामीला सांगितलं नाही. पण त्या आमचे ते ट तमिळ टीचर होत्या ना त्या माझ्यासोबत खूप फ्रेंडली होत्या. तर मी त्यात त्यांना सांगायचो, "मॅडम असं-असं आहे." तर त्या मॅडमनी ना एक दिवसातच म्हणजे त्या माझ्या मामीच्या मैत्रीण होत्या मी जसं आधी सांगितलं. तर त्यांनी, माझ्या मामींना फोन केला, अ, म्हणे, "तुला माहिती आहे का? त्याला एवढे-एवढे मार्क्स पडले. तो ट्युशनमध्ये पहिला आला." मग त्या खूप खुश झाल्या. त्यांनी मला घरी घरी वगैरे गेल्यानंतर त्यांनी माझ्या आवडीचं जेवण वगैरे बनवलं. त्यांनी मला म्हणे म्हणे, "तुला असं नको समजूच म्हणे, की मी तुझी मामी वगैरे आहे. मी तुझी आईच आहे म्हणे. फक्त तुला तू कुठे चुकशील तर तुला बोलणं माझा हक्क आहे म्हणे. तू असं कसं समजू शकतोस म्हणे, की तू चूक केली म्हणून मी तुला प्रत्येक गोष्टी तुला खोटाच समजेल किंवा तुझ्या चूक मानून घेणार नाही." पण तिथून मग नंतर ना पुन्हा मी पुन्हा एकदा सुरुवात केली. म्हटलं जर आपल्याला हे एवढं आई सारखं प्रेम देताय तर आपण जे ह्यांच्याशी खोटं बोललो ते पण यांना खरं करून दाखवू. नंतर
बरोबर. हं. हं. बरोबर, हो. हां. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हं. अरे वाह! हं. हं. बरोबर, पुन्हा खोटं बोलतोय हा त्यांनी हं. अरे बापरे! हं. हं. हं. बरोबर, बरोबर. हं. हं. हं. हं. बरोबर, बरोबर. हं. बरोबर. नक्कीच ना. हं. बरोबर. मग तुम्ही काही काही स्वतःसाठी प्लॅन तयार केले होते का, की आता आपल्याला या प्लॅनवर चालून आपल्याला म्हणजे जसं तुम्ही इंग्लिशमध्ये इंग्लिश सोबत घाबरत निर्माण झाली होती मग आता ही घाबरट आपल्या मनामधनं काढायला पाहिजे आपण त्याला पूर्णपणे शिकून घ्यायला पाहिजे आणि काय असे तुम्ही पावलं उचलले, की ज्याच्यामुळे तुमच्या परिवारामध्ये तुमच्यावरचा विश्वासही टिकून राहिला व आणि तो अजून वाढला?
हो.

तसं म्हटलं तर मग मी त्याच्यानंतर ना अ, तिथे एक अ, लायब्ररी होती. ज्यात खूप सारे इंग्लिश पुस्तकं म्हणा किंवा रोज सकाळी इंग्लिश एक पेपर यायचा, द हितवाद नावाचा, हितवाद. असं काहीतरी नाव होतं त्याचं, मला एक्झॅक्ट आठवत नाही, असंच काहीतरी नाव होतं. त्याच्यानंतर मी रोज सकाळी म्हणजे शाळेच्या टाईमच्या अर्धा एक तास लवकर जायचो. तिथं जाऊन ते पेपर वाचायचो. त्याच्यामुळे माझी इंग्लिश खूप इम्प्रूव्ह झाली आणि त्याच्यानंतर मी ठरवलं. म्हटलं आता ठीक आहे, आपण एक वेळ खोटं जे बोललोय त्याला आपण खरं करून दाखवूया. की जे मी माझ्या मार्क्ससाठी खोटं बोललो, की मला एवढे मार्क पडले, मला तेवढे मार्क पडले. ते म्हटलं आपण एकदा खरं करून दाखवूयात. कारण आता मी इंग्लिश तर शिकतोयच, तर काय सांगावा आपण जर थोडी मेहनत केली, थोडा अभ्यास अजून केला, तर आपण ह्या सर्वांपेक्षाही चांगले मार्क्स पाडू शकतो. मी त्यानंतर निश्चय केला की मी आता म्हणजे जे मी खोटं बोललोय त्याला मी पुन्हा नीट करून दाखवेल. आणि त्याच्यानंतर जी फायनल टर्मची एक्झाम असते, त्यात मी वर्गात पहिला तर नाही आलो, पण मला मला आठवतंय मला 82% आले होते आणि
हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. अरे वाह! हं. हं. हं. बरोबर. अजून हं. नक्कीच, नक्कीच. हं. हं. बरोबर. हां. हं. अरे वाह! खूप छान. म्हणजे
माझ्यासाठी
हं. जो व्यक्ती गावावरून आला. इथं येऊन त्याला म्हणजे त्या भाषेसोबत तो फॅमिलियर नव्हता आणि त्यानंतर त्याने चुकी बोलली, त्या चुका केल्या खोटं बोलला आणि खोटं बोलून
बोला ना बोला.